चुकीच्या आहेत असं नाही मला म्हणायचं, पण वाढतात आणि मग तशा गोष्टी सहजासहजी मिळत नाही हे मात्र तेवढं खरं आहे, की तसे मुलं तशा मुली मग तुम्हाला थोडा स्ट्रगल करावा लागतो तसं मिळायला आणि मग लग्नाचं वय वगैरे वाढतं आणि ह्याचा ह्याला काही ग्रामीण भाग पण अपवाद नाही आहे की ग्रामीण भागात पण आता असं कोणी राहिलेलं नाहीये की जे शिकलेलं नाहीये किंवा आर्थिक स्वावलंबन तिथेही चालू आहे. तर ओव्हरऑलच हा ट्रेंड आहे की लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि ह्याला हे घटक कारणीभूत आहेत, शहरीकरण, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, हे घटक आहेत ना, कारणीभूत शंभर टक्के आहेत.
बरोबर. बरोबर आहे. म्हणजे कारण हो, नक्कीच. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का हे घटक कारणीभूत आहेत? एक त एक म्हणजे एकंदरीत शहरीकण करणमध्ये अ, मुली ज्या शहरातल्या राहतात, त्या ग्रामीण भागात जायचं खूप कानकुच करतात का नाही. आणि जसं शिक्षण तुम्ही सांगितलं, अगोदर मुलांचं होतं, आता मुलींचं जास्त वाढलेलं आहे. पण ती ही एक अ, असं मला तरी वाटतं की ही एक अ, चांगली पण गोष्ट आहे कारण मुली स्वतःच्या पायावरती उभ्या राहत आहे. नाही, तुम्ही नक्कीच सांगितलं की ह्या गोष्टी अ, म्हणजे चांगल्या पण आहेत आणि वाईट पण आहेत, नाही का? म्हणजे बघा, जर मुलगी स्वा आर्थिक स्वावलंबन त्याच्यामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये ती अ, कमवायला लागली, तर अ, खरंच तिला अशा अपेक्षा पण असं राहतात ना, का मी जितकं कमवते, का त्याच्यापेक्षाही जास्त कमवाव का मुलगा मला पाहिजे नाही असं राहतं ना, असं वाटतं ना तुम्हाला, म्हणजे ते खरंच अपेक्षा, हो नक्कीच.
हो ना, हो ना. हो हो, हो. हो, हो. आहे ना. हो, हो, हो. हो, हो. हो, हो, हो. <laughs> हो ना, हो ना, हो ना. बरोबर आहे, नाही अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ना की आपण आता अपेक्षांबद्दल बोलतोय ना, तर अपेक्षा वाढल्या आहेत. याचा अर्थ ती चूक किंवा बरोबर, हे आपण ह्याच्यामध्ये जात नाहीये कारण मग कारण कसं माहिती का प्रत्येकाला अधिकार आहे ना अपेक्षा ठेवण्याचा. अपेक्षामध्ये काही गैर नाहीये. तर ते वाढले आहेत, असं आपण म्हणू शकतो, हो.
अपेक्षा. नक्कीच, नक्कीच. बरोबर. नक्कीच. लग्नामध्ये हो, हो. लग्नामध्ये म अ, दोघांकडून अपेक्षा राहतात आणि त्या बदलतातही ना. आणि ग्रामीण भागाचं पण तुम्ही खूप छान उदाहरण दिलं आणि ते पण म्हणतात का ग्रामीण भाग पण आता कमी हे पण राहिलेला नाही आहे. तिथं पण भरपूर लोकं शिक ए शिक अ, शिकत आहेत आणि ते पण पुढे जात आहेत आणि ते पण शहर भागामध्ये येत आहेत. खरंच खूप छान बोलले आणि बघा ना, लोकांच्या अपेक्षा पण ह्याच्यामध्ये किती वाढल्या आहेत ना, किती बदलल्या पण आहेत. तर असंच पाहिजे. मुलगा म्हणो का मुली म्हणो, दोघांकडून पण तसंच येते का "मला असंच पाहिजे आणि तिला तसंच पाहिजे", असं होऊन जातं. नक्कीच. आता बघा ना, आता ऑनलाइन डेटिंग वगैरे निघून गेलेलं आहे. भरपूर अशा वेबसाइट्स वगैरे निघालेल्या आहेत, मॅट्रिमोनियल साइट्स निघालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भराव टाकला तो आपल्या सोशल मीडियाने. तर यांनी कसं बदल घडवलं आहे हो? याचा काही फायदा झाला आहे का?
हां, हां. <chuckles> बरोबर आहे. हो ना, हो ना. <chuckles> अ, असंच पाहिजे. हो, हो, हो. हो, हो, हो. सोशल मीडिया. <chuckles> हां, हां. हो, हो. निश्चितच मला वाटतं ना की आपण आपल्याला वाटतं, की ह्यानी काय फरक पडणार आहे किंवा जसं Facebook वगैरे आलं तर ह्याने काय फरक पडणार आहे? पण आयडियलीमध्ये फरक पडला आहे आपल्या लाईफमध्ये. सोशल मीडिया आपल्या समाजाच्या जीवनाचा भाग झालेला आहे, हे नाकारता येणार नाहीये.

हो, हो. म्हणजे आता सध्या खूपच फरक पडलाय असं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ना, की पिढी दर पिढी लग्नाविषयी जी क्लॅरिटी जी आहे ना, ती मला वाटतं कुठेतरी वाढत चाललेली आहे. म्हणजे आधीची पिढी कशी होती ना, की काही म्हणजे आपण मूव्हीजमध्ये वगैरे बघतो की, तिथे एकमेकांचं तोंड देखील बघितलं जायचं नाही. पण ते लग्न करून टाकायचे. अशी परिस्थिती कधी काळी होती. मग त्याच्यानंतर असं होतं, की बाबा, की मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग त्याच्यामध्ये मग ती पसंती केली जायची. तोपर्यंत बघितलेलं नसायचं. मग आता आला एक पिढी, की जी, माझी पिढी म्हणूयात आपण किंवा माझ्यासारख्या लोकांची पिढी, की ज्याच्यामध्ये Whatsappवरती फोटो दाखवले जायचे एकमेकांचे आणि ते पसंत पडले तर मग पुढे काहीतरी व्हायचं. आणि आत्ताचं तर काय, की आधी भेटी-गाठी मग एकमेकांशी बोलणं आणि मग कुठेतरी, मग त्याच्यानंतर पुढचं. तर असे बदल तर खूपच होत आहेत असं मला वाटतं आणि कसं आहे ना, की
बरोबर. बरोबर. म्हणजे कसं आहे ना? तू बघा ना तुम्ही. पूर्ण एकदम अ, ठळकपणे आणि खूप साध्या, सरळ ह्याच्यामध्ये शब्दामध्ये मांडलं ना. पहिले लोक एकमेकांचे तोंड पण बघत नव्हते, ती पिढी वेगळी. नंतर लोकं फोनवर बोलायला लागले आणि नंतर लग्न झालं ते पिढी वेगळी. नंतर Whatsappवरती फोटो बघून व्हिडिओ कॉलमधून बघायला लागले ती पिढी वेगळी. आणि आता पहिले भेटतात, काय बोलतात? काय नाही? त्याच्यानंतर ते लग्न करतात ती पिढी. म्हणजे तुम्ही 4 पिढ्या सांगून दिल्या. किती सोप्या पद्धतीने सांगितल्या ओ. खरंच खूप छान वाटलं मला आणि बघा ना, मग असं सांगतात ना, का पालक आणि मुलांच्या भूमिका व त्यांचा जो अपेक्षांचं यात अ, होणारा तणाव राहतो तो कितपत वाढला आणि घटला नाही का? असं सांगतात ना पालक पहिलेचे कसे लोक होते ना, "मी सांगेल त्याच्याशीच लग्न करायचं."
हा, बदल चांगला. पण अ. हो, हो. <chuckles> <laughs> हो ना. हो. <chuckles> हो ना. हो ना. हां, हां. हां, हां, हां. हं. हो ना. हो. हो ना. हो ना. हो ना. हो ना. लग्न करायचं. <laughs> हो ना.
मग काय नेमकं काय घटलं आणि काय वाढलं याच्यामध्ये?
आता उलटं झालंय ना. आता आधी सांगायचे पालक, की मी सांगल त्याच्याशीच लग्न करायचे, आता मुलं म्हणतात, की मी सांगल त्याच मुलीशी लग्न करायचे. एवढा बदल त्याच्यात झालेला आहे आता, की म्हणजे आता मुलं आणि मुली यांच्याकडे कंट्रोल आलेला आहे. आणि अपेक्षा ज्या आहेत ना तर त्या थोड्याश्या मला वाटतं अ, <clears throat> मुलांच्या तर, नाही वाढल्या पण मुलींच्या खूप जास्त अपेक्षा वाढल्यात, की फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे, चांगला जॉब पाहिजे किंवा मग त्याचं चांगलं घर पाहिजे, आणि कधी-कधी अवास्तव अपेक्षा पण मी बघितलेले आहेत, की असतात, की मग तुझ्या आई-वडिलांना मी नाही सांभाळणार आपण सेपरेट राहायचं किंवा मग मला विशिष्ट
<laughs> अरे बाप रे! बरोबर आहे. बरं. तुम्हाला काही अनुभव आहे का?